हां.
आणि त्याच्यानंतर मग अ, आईच्या हातावर जास्त वेळेस आपल्याला आईच घरामध्ये भेटते. जो आईच्या हातावर मेहंदी काढणे, तोडकी मोडकी का होईना, ती खराब म्हंटली तरी चालेल, पण मला काढायची असायची. <laughs>
बरोबर. <chuckles> हं. बरोबर. हो. हो, बरोबर.
तर याच्यानंतर मग हळू-हळू अं, YouTubeवर थोडंस पाहून नक्षी काढणे अ, त्याच्यानंतर मग ज्या काही डिझाईन्स आहेत, त्या ट्राय करून अ, सगळ्यात आधी मला आठवतं, तसं सगळ्यात आधी मी जी मेहंदी काढली होती ती अ, जवळपास 2008मध्ये.
हं, हं, हं. ओह! बरं.
जी माझी पहिली ऑर्डर होती मेहंदीची.
अच्छा!
तेव्हा मी पहिली मेहंदी काढली असेल नवरीच्या हातावर.

तर आता मी परत रूटला आलेली आहे.
वाह! वाह! वाह! ऐकून खूप छान वाटलं आणि पुन्हा तुम्ही उभ्या राहिलात हे खूप कौतुकास्पद आहे, सलाम आहे तुम्हाला त्या बाबतीत.
मला खरंच असं सांगावं व वाटतं, की नियमित सराव हा मेहंदी शिकण्याचा सर्वातच महत्वाचा भाग आहे, दररोज फक्त 10-15 मिनिटं दिली ना तरी काही आठवड्यात लगेच हातावर आपल्याला विश आत्मविश्वास येऊन जातं.
हं. खरंच. हं. हां. पण बघा ना असं बऱ्याच ठिकाणी असं होतं, की स्वतःहून ज्यावेळेला आपण काहीतरी शिकायला घेतो, तेव्हा सुरुवात खूप अशी उत्साहात असते आणि त्याच्यानंतर सगळं असं डळमळीत, डळमळीत होतं. म्हणजे सातत्य कमी होत जातं. तर मग हे सातत्य टिकवण्यासाठी म्हणजे कन्सिस्टन्सी टिकवण्यासाठी तुम्ही काय समजावता नेमकं स्वतःला?
हं, हं. हो. <chuckles> हं. अ, मला त्याची फारशी गरज नाही पडत कारण अ, मेहंदी काढणे हा माझा छंद आहे.
अरे वाह!